पूर्वी कसं असायचं ना, आपण दुसऱ्यांच्या सुखात पण आपला आनंद व्यक्त करायचो. बट नंतर अ, काय झालं माहिती आहे का? जसा-जसा काळ बदलला तसं-तसं लोकांची मानसिकताही बदलत गेली. आणि तेव्हा झालं काय की लोकं दुसऱ्यांमध्ये नाही का तोंडावर तर त्यांची वाह-वाह करणार, बट अ, आतून फुल जळफळाट त्यांचा होणार. दुसऱ्याचं कसं वाटोळ होईल ही भावना मनात घर करू लागली आणि त्यातूनच आहे ना, तुलना करणे खूप वाढीस लागलं नाही का? तर अ, तुम्हाला स्वतःची तुलना कधी आणि कोणत्या प्रसंगात सर्वात जास्त जाणवते हो? तुम्ही करता का आपली तुलना इतरांशी?
हो. हां, हां. हो. हो ना. बघा, हा म्हणजे कसा धर्म संकट प्रश्न आहे. आणि ना, ह्याच्यातून ना, स्वतःला वाचवावं लागते मी हे सांगते. कारण ही एक ना एक अ, आपल्या ना मनुष्य जातीची, म मनुष्य जी जात आहे ना आपली, ती त्या जातीची एक अ, म्हणजे एका प्रकारचा तो विचारशैली जी आपण म्हणतो ना, तसंच आहे. जर का आपण स्वतःला थांबवलं नाही ना, तर आपण तशा त्या चक्रव्यूहमध्ये आपण फिरत जातो. तर आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की हे ना एका प्रकारे नैसर्गिक रूपाने आपण हे करणारच करणार. आपण ही तुलना स्वतःची दुसऱ्यांबरोबर, दुसऱ्यांची आपल्याबरोबर आपण हे करतोच. आणि त्यानी काय होते माहिती आहे का, ते एक वेगळ्या प्रकारचा जो चक्रव्यूह आहे तो फिरू म्हणजे सुरू होतो तो. तर अ, त्यात काय करायचं? स्वतःची तुलना नक्की म्हणजे ह्याच्यात तर मी पण फसलेली आहे आणि मी पण फसलेले होते. पण त्यात थांबवण्यासाठी ना, स्वतःला मी समजवण्याचा प्रयत्न करते, की ती त्यांचं आयुष्य आहे, हे माझं आयुष्य आहे. आणि माझ्या आयुष्यात मला कित्येक साऱ्या गोष्टी मी किती नशीबवान आहे जे मला ह्या गोष्टी भेटल्या आहेत. कारण माझ्यापेक्षा पण दुसरं कोणाचं तरी असं आयुष्य असेल की त्याला हे सुद्धा नाही भेटलं जे मला भेटलं आहे. असं पण आप हो, आपल्यापेक्षा पण म्हणजे अ, ज्यांचं नशीब किती कमी असते. आपण म्हणजे तसं कधी-कधी बघतो ना, की आपल्याला कित्येक चांगलं भेटलेलं आहे. आपल्या डोक्यावरती म्हणजे घर आहे. आपल्याला अन्न आहे. आपल्या अंगावरती कपडे आहेत. आपण किती नशीबवान आहोत. आणि आपल्याला किती आशीर्वाद भेटलेला आहे. पण अ, कित्येक दुसरे लोकं जे आहेत ते म्हणजे त्यासाठी सुद्धा त्यांना किती म्हणजे हात-पाय त्यांना म्हणजे मारायला लागतात की त्यांना त्या हो, त्यांना तेवढं साधी गोष्ट पण त्यांना भेटत नाही.
बरोबर. हं, हं, हं. अगदी बरोबर. हं, हं, हं. हो, हो, हो. अच्छा, अच्छा. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं, हं. मारावे लागतात, हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि खूपदा काय होतं माहिती का, लोकं आहे ना, आपली तुलना म्हणजे जसं आपण बोलतो की "हातपाय बघून चादर पसरावे." खूपदा अशी अपेक्षा असते की आपल्याला नाही का, आता समोरच्याला लाख रुपये पगार आहे, तर अरे बाबा, तो शिकला आहे तेवढं, नाही का? तर त्याला तो भेटणारच आहे, नाही का? त्यामुळं आपली तुलना त्याच्याशी होऊ नाही शकत. बट असं पण नाही आहे, एक स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तुलना करणं पण तितकं महत्त्वाचं आहे बट ती तुलना आपण करतो कशी, हे त्यावर अवलंबून आहे.
हो. नक्की. हो. नक्की. हो. ते अवलंबून आहेच. आणि बघा ना कधी-कधी ना आपण स्वतःला चांगलं करण्यासाठी जर का आपण तुलना केली, तर त्याची पण एक सीमा, मर्यादा असणं गरजेचं आहे. तसं पण नाही झालं पाहिजे की आपण त्यात एवढे गुंग झाले आहोत की आपल्याला म्हणजे आजचा काळ आहे म्हणजे जास्त आपल्याला म्हणजे विचारच नाही. असं पण होते कधी-कधी की सुरुवात चांगल्या दृष्टिकोनाने होते आणि ती नंतर म्हणजे एकदम अशी गुंग होऊन जातो आपण त्याच्यात, की आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही. असं पण नसलं पाहिजे. प्रेरणा घेणं ही वेगळी गोष्ट आहे, पण अ, तुलना करणं स्वतःची दुसऱ्याबरोबर सारखी-सारखी, ते फार चुकीचं आहे. कारण त्यानी आपल्याला काय जाणवते, की माझं मला जे आहे ते खराब, दुसऱ्याचचं चांगलं. मग त्यानी आपण ना म्हणजे कसं आपल्या आयुष्यात अ, जसं म्हणतो ना, धन्यवाद कसा करायचा कुठ सगळ्या गोष्टींचा आणि ते नम्रताने कसं राहायचं, ते आपण शिकत नाही. आपल्याला असं वाटते की जसं तुम्ही म्हटले ना, की "त्याला 1 लाख पगार आहे". अरे, त्य त्याला 1 लाख जर पगार आहे, त्याच्यामागे कारणं असतील आणि कारणं नसतील जरी, तरी ते त्याचं नशीब. आणि कधी-कधी असं पण होते हो, की एखाद्या व्यक्तीनं चापलुसीने त्याला प्रमोशन भेटते, चापलुसीने त्याला पैसे जास्त भेटतात. पण ते त्याचं नशीब ते, जर का त्याला तसं करून जर का हे पैसे भेटत असतील, तर काय उपयोग तशा पैशाचा? ते पैसे आज आहे, उद्या नाही आहे. तुम्हाला काय घेणं-देणं आहे? तुम्हाला जर का कमी पैशात सुख आहे, तर तुम्ही ते करायचा प्रयत्न करा आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने, तुमच्या मेहनतीने, तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही म्हणजे कधी-कधी ती तुलना ना चांगल्या प्रकारे पण होते आणि वाईट प्रकारे पण होते. तर त्यामध्ये स्वतःला समजून घेणं हे फार गरजेचं आहे, की त्यातनं एकदम असं फालतूची जी जळण असते, त्यात स्वतःला बदलू देऊ नये. हा कधी-कधी जसं म्हणतो ना, एक अ, म्हणजे सकारात्मक राग जो असतो ना, तो कधी-कधी येतो आपल्याला, की "बघा, म्हणजे मी एवढी मेहनत करून पण मला कसं भेटते आणि त्यांनी काही न करून पण" पण त्याच्यात ना, तशा तशा सकारात्मक रागात ना घर नाही बांधायचं! त्याला जर आपल्याला आपल्याला जर का ते वाटलं ना, ठीक आहे, वाटू द्या थोड्या वेळासाठी, पण तिथे तुम्ही झोपडी बांधू नका, घर बांधू नका. तुम्ही त्याच्यातून पुढे जा, कारण आपण स्वाभाविक आहे हे आपण मनुष्य जात आहोत. आपल्याला ह्या गोष्टी कधी-कधी वाटतातच. आपल्यासोबत जे वाईट गोष्टी घडतात ना, ते आपल्याला ते वाटतातच. पण त्याच्यातून आपल्याला बाहेर पडणं आणि स्वतःची सारखी-सारखी दुसऱ्यांबरोबर तुलना ना करणं हे आपल्या हातात आहे, कारण आपण आपल्यासारखं दुसरं कोण नाही आहे. बघा, आयुष्यात पूर्ण पूर्ण जगात आपल्यासारखं आपण एकच आहोत. तर ह्यात आपण ना छान म्हणजे एक अ, गर्व घ्यायचा सकारात्मक तरीके ने. असं तरी मला वाटतंय.
हं, हं. हो, हो. हो, हो. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं. नशीब आहे. हं, हं, हं. अगदी बरोबर. हो, नक्कीच. हं, हं, हं. बरोबर. बरोबर. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि खूपदा बघा ना, आपण नकळतपणे ती तुलना करायला लागतो, तर ती न रोखण्यासाठी किंवा न करण्यासाठी आपण काय-काय करू शकतो? म्हणजे, असं काही छोटं रूटीन असेल का? किंवा काही नियम?
हो. हम्म. बघा आता, खूप सारे असे नियम आहेत. सगळ्यात पहिले, मला तरी असं वाटते की ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटते सारखं-सारखं जर का ते तुमच्या सुखाला भंग करत असतील, सारखं-सारखं जर का, त्या गोष्टीच्या संपर्कात येऊन जर का तुम्हाला दुःख होत असेल आणि तुम्हाला अशी जाणीव भेटत असेल की तुम्ही म्हणजे तुमच्या मुलांना अ, 50,000चं तुम्ही गाडी घेऊन नाही देऊ शकत आहेत; तर याचा अर्थ तुम्ही चांगले आई-वडील नाही आहात. जर का तशा गोष्टी तुमच्या समोर वारंवार होत आहेत ना, तर त्या गोष्टीपासून तुम्ही दूर जा. कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमच्या हिशोबाने, तुमच्या ऐपतीने, जर का तुम्ही तुमच्या मुलाला-मुलीला 50,000ची तुम्ही गाडी नाही देऊ शकले, तुम्ही 30,000चीच देऊ शकले, तर त्यात ह्याचा अर्थ हे नाही की तुम्ही वाईट आहात. याचा अर्थ हे आहे की तुम्ही तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करू शकता आहात. तर तशा वेळेस ना; असे सोशल मीडियापासून थोडं कमी राहायचं, दूर राहायचं कारण त्याच्यामध्ये काय आहे की ती लाखो करोडो लोकं आहेत की जे लोकं म्हणजे एवढं छान थाट-बाट ने राहतात, पण ते ना कधी-कधी असं होते की लोकांची जी खरी अ, जी परिस्थिती असते ती आपल्याला कमी बघायला भेटते. पण अ, ज्यांची चांगली परिस्थिती असते, ज्यांच्याकडे पैसे असतात, ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच बघायला भेटतात. थोड्या वेळासाठी करमणुकीसाठी जरी बघायचं असेल तर बघा तुम्ही पण त्याच्या त्याला ना तुमच्या डोक्यावर येऊ देऊ नका आणि स्वतःच्या मनाचं संरक्षण करा. स्वतःच्या मनाला तुम्ही सांगा की हे म्हणजे करमणुकीसाठी ठीक आहे, पण त्याच्यापुढे आपण त्याच्यामध्ये जास्त डोकं भंग करू नाही. आपल्याला भविष्यामध्ये जर का मौका भेटला 1,00,000ची गाडी घेण्याचा म्हणजे बाईक घेण्याचा किंवा तीस लाखाची बाईक घेण्याचा, आपल्याला पुढे जसा मौका भेटला आपण करू नक्की करू. मला 30,00,000चं घर घ्यायचं का 30,00,000ची गाडी घ्यायची? हे माझ्यावरती निर्भर करते. आहे ना? हो आणि ए एखाद्या व्यक्तीला जर का ती निवड करायचं काम पडते तर ती त्याची मजबुरी आहे आणि एखाद्या व्यक्तीला जर का करोडो-करोडो रुपये आहेत आणि त्याला निवड करायची गरज नाही आहे. त्याला गाडी पण आहे, त्याला घर पण आहे, त्याला प्रॉपर्टी पण आहे, मग ते त्याचं-त्याचं त्याच्यावरती सोडून द्यायचं त्याला, आपण त्याच्यावरती जास्त मन नाही लावून ठेवायचं असं आहे, असं वाटतंय मला.
हम्म, हम्म. हम्म. हम्म, हम्म. बरोबर. हम्म, हम्म, हम्म. करू शकतोय. हम्म, हम्म. अगदी बरोबर. हम्म. हम्म, हम्म. माझ्यावरती आहे. बरोबर, अगदी बरोबर. हम्म, हम्म, हम्म. अगदी बरोबर बोललात तुम्ही, अगदी खरंय आणि हे सत्य आहे, माहिती का, जेव्हा माणूस तुलना थांबवेल तेव्हाच कुठेतरी एक अ, प्रगतीकडे तो वाटचाल करू शकतो. आणि तुम्हाला असं वाटतं का हो, की कुटुंबातलं पिढीन्याय किंवा पिढीजात जे चालत आलेलं असतं नाही का. आणि खूपदा समाजाच्या पण अपेक्षा काही असतात तर या तुलनेस क हात वगैरे धरतात, किंवा याच कुठेतरी तुलनेसाठी कारणीभूत ठरतात असं काही असं म्हणू शकतो का आपण?
नक्की. हो ना. अ, हो. हो ना, होते ना असं परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, कितीतरी वेळेस असं होते, की ना म्हणजे कळत-नकळत म्हणजे एवढा द्वेष निर्माण करतात अ, म्हणजे कुटुंबाच्या लोकांमध्ये. आणि मला तरी असं वाटते ना ह्या जो चक्रव्यूह आहे, हा कुठे ना कुठेतरी थांबवणं फार गरजेचं आहे. आपण एकदम अ, म्हणजे जसं म्हणतो ना की "माझा तसा हेतू नव्हता, माझा तसा अर्थ नव्हता," पण असं करूनच ते चक्रव्यूह जो आहे तो पुढे-पुढे-पुढे-पुढे म्हणजे तो चालत जातो. तर काय होत माहिती आहे का, मी तुम्हाला सांगते. कधी-कधी ना भाऊ-बहिणीमध्ये तुलना सुरू करतात, भाऊ-भाऊमध्ये तुलना सुरू करतात, बहिणी-बहिणीमध्ये तुलना सुरू करतात, सुने-सुनेमध्ये तुलना सुरू करतात आणि मग नंतर एक आवडीची एक आवडीची हे ना खूप द्वेषी गोष्टी आहेत. म्हणजे ह्या गोष्टी करू नाही कुटुंबामध्ये, स्वतःच्या कुटुंबामध्ये तर अजिबात करू नाही. आणि खासकर की म्हणजे खास करून जर का तुमचे मुलं-मुली लहान असतील ना, तर, तर अजिबातच करू नाही, मला असं वाटते. कारण त्यांचं वय कवळं असते. त्यांना तुमच्या प्रेमास पास चे प्रेमाची त्यांना असं लढायचं काम नाही पडलं पाहिजे. ते तुमची मुलं आहेत, ते तुमची संतान आहे, ते दुसऱ्याची संतान नाहीयेत. असं कधी खेळ खेळू नाही, की "हा माझ्या आवडीचा आणि तू हे नाही केलं तर तू माझ्या आवडीचा नाही आज." हे खेळ असा कधीच खेळू नाही. कारण त्याने खूप परिणाम पडतो मुला-मुलींच्या म्हणजे मनावरती, कवळ्या मनावरती. तशा वेळेस त्या लेकरांना असं वाटते
हं, हं. हं, हं. बरोबर. हो, हो. हम्म. अगदी बरोबर. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. किंवा आयुष्यातही त्याचा कुठेतरी एक घातक परिणाम झालेला पण पाहायला मिळतो. कारण बघा आयुष्यभर अ, लोकं म्हणतात ना, की बघा एक तुम्हाला वाक्य मला सांगावं वाटेल की जन्मभर जळल्यावर तर मेल्यावर पण जाळतात, बट आयुष्यभर लाकडेच माणसाचे गुणधर्म जास्त पाळतात.
हो. हो. नक्की. हो. हो, नक्की. ते काय कसं होत ना म्हणजे जे तुम्ही म्हटले ना ते एकदम बरोबर आहे, की तसंच जर का आपण अ, त्याच्या म्हणजे मुला-मुलींना, आपल्या लहान मुलांना, जर का आपण तसंच शिकवलं ना, मग त्यांना त्यांच्या मनात तसंच वाटते स्वतः बद्दल. त्यांना असं वाटते की "तोच आवडीचा, दादाच आवडीचा किंवा दीदीच आवडीची आणि मी आवडीची नाही." म्हणून हे असे फालतूचे द्वेष अजिबात त्यांच्या मनात आणू नाही. खेळ-खेळ म्हणून, हशी गोष्टी म्हणून, मजाक म्हणून अजिबात करू नाही. कारण त्यांनी ना, कळत-नकळत ही जी तुलना सुरू होते. आणि हे लोकं का करतात माहिती आहे का? म्हणजे आई-वडील किंवा कुटुंबाचे लोकं कारण त्यांनी तेच बघितलेलं असते आजूबाजूला. आणि त्यांना असं वाटते की "हे आम्ही मज़ाक म्हणून म्हणतोय, तुला समजायला पाहिजे की तू आमचंच आहे म्हणून." असं नाही आहे बाबा, तुम्ही मोठे आहात, तुम्हाला समजायला पाहिजे की असं खेळू नाही लहान मुलांच्या मनासोबत. असं त्यांना नाही करू द्यायचं करू द्यायला पाहिजे. त्यांना समान मात्रेने त्यांना प्रेम आणि त्यांना जे आपण सन्मान म्हणतो ना आणि जी अ, इज्जत म्हणतो ती तशीच भेटली पाहिजे जसं तुमच्या दुसऱ्या मुलाला आणि मुलीला भेटते आहे. त्याला असं लढाई नाही करायला पाहिजे की अ, "बघा आता मी माझ्या आईचं प्रेम मिळवण्यासाठी, वडिलांचं प्रेम मिळवण्यासाठी मला लढायचं काम पडते," हे खूप चुकीचं आहे. अशी तुलना अजिबात नसली पाहिजे परिवारामध्ये, मला तरी असं वाटते.
हं, हं. हो, हो. बिलकुल बरोबर. हं, हं. हो. हो, हो. हं, हं, हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि खूपदा बघा ना, एखाद्याला कम्पॅरिझन करण्याची इतकी सवय लागते, की तो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नाही का, एक नकारात्मक भूमिका बजावू लागतो. म्हणजे आता त्याला एखादी गोष्ट सांगितली, की अरे बाबा याने गाडी घेतली, तर तो म्हणतो, "तुला काय करायचं आहे? नाही का? तू तुझी काशी कर." असं तसं, म्हणजे वाईट असं बोलतात. आणि त्याचा उद्रेक कुठून तरी नाही का त्यांच्या कामातून, त्यांच्या वागण्यातून, बोलताना दिसून येतो. तर अशा वेळेस तुम्हाला वाटतं का ओ? एखादी व्यावहारिक मदत वगैरे घ्यावी किंवा प्रोफेशनल हेल्प घ्यावी?
हो. हो. हो, हो. नक्की. हो. नक्की. मला तरी असं वाटते माहिती आहे का, की एखादा व्यक्ती जर का चांगल्या मनाने म्हणत असेल, त्याचा काही उद्देश वाईट नसेल, जर का तो दुसऱ्याची स्तुती करत असेल, की "बघ ना म्हणजे किती छान! म्हणजे त्यांनी गाडी घेतली, त्यांनी घर घेतलं." पण जो अ, समोरचा जो व्यक्ती असतो म्हणजे तर ते कुणी पण असू शकते, कुटुंबात असू शकते किंवा तुमचा नवरा असू शकतो, तुमची बायको असू शकते, तुमचे मुलं-मुली असू शकतात, की जे ना सारखं तुम्हाला नकारात्मकच म्हणतात. जसं तुम्ही म्हटले ना, की "तुला काय करायचंय? तुला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? तू तुझं बघ ना. तुझ्याकडून तर काय होत नाही, दुसऱ्याचं काय बघायला लागलाय." असं हां, तसं जेव्हा लोकं सारखं-सारखं नकारात्मक म्हणतात ना, तेव्हा ना कधी मनातलं जे फुल असते ना, ते फूल मरून जाते. त्या फुलाला असं वाटते, की मी साधं बोलू पण नाही शकत का तुझ्याकडे? मी साधं म्हणजे स्तुती पण नाही करू शकत का? किंवा मी साधी चर्चा पण नाही करू शकत का तुझ्याबरोबर? म्हणजे तुझं जर का नकारात्मकच माझ्याकडे जर का सारखा-सारखा उल्लेखन येतो आहे. तर मी तुझ्याशी म्हणजे नातं काय आहे आपलं? म्हणजे अ, नातं तर दोन्ही बाजूने असायला पाहिजे ना? तसे प्रश्न मग, मनात येतात आणि तसं मग वाग वाटते व्यक्तीला, की अरे! म्हणजे मी असं काय पाप केला आहे, असं काय मी चुकीचं केलं आहे, की तू मला नकारात्मकच बोलतो. मी किती जरी चांगलं राहायचा प्रयत्न केला तर तू नकारात्मकच अ, माझ्याशी वागतो नेहमी. तर मग तशा वेळेस ना मनाला हलकं करण्यासाठी, नक्कीच अ, जर भेटली तशी म्हणजे प्रोफेशनल मदत जर तुम्ही म्हटले ना, तशी जर मदत भेटली तर नक्की मन मोकळं करायचं प्रयत्न करावं लागते आणि मग त्यात प्रोफेशनल मदतमध्ये काय होते माहिती आहे का? की कधी-कधी आपल्याला मर्यादा ठेवावी लागते अशा लोकांसोबत आणि कमी बोलावं लागते अशा लोकांसोबत आणि मग आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, मग आपण ना कधी-कधी आपण स्वतः बरोबर पण आपण अ, म्हणजे विवाद करायला पण सुरू करतो. एका चांगल्या दृष्टिकोनाने जर का आपल्या आजू बाजूला तसे लोकच नाहीत, की आपण त्यांच्याशी छान वाद-विवाद करू शकू, म्हणजे भांडण म्हणून नाही आणि एकदम असं हे पण नाही, की अ, म्हणजे विवाद करायचा असं नाही, म्हणजे सा साधा संपर्क, साधं आपलं संभाषण जे आपण करतो ते. ते करायला पण कधी-कधी ना आपल्याला अ, स्वतः बरोबर करणं आपण शिकून घेतो आणि दुसऱ्या छंदामध्ये आपण म्हणजे स्वतःला मग्न करायला आपण शिकतो, तर ह्या गोष्टी नक्कीच
हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. होत नाही. हो, हो, हो. हं. बरोबर. हम्म. हो, हो. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हो, हो. हं, हं, हं. अगदी बरोबर. तर तुम्हाला कुठेतरी वाटतं का हो, की एक जळावूवृत्ती मनुष्या-मनुष्यामधली ती ही तुलना करण्यासाठी कुठेतरी कारणीभूत ठरते?
ठरते, नक्की ठरते, आणि ह्यात आपल्याला नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर का हे ओळखलं नाही, की मला ना जळवण्यासारखी अशी वृत्ती माझी वाढायला लागली आहे. तर ना स्वतःचा भंग होऊ शकतो आणि आपली मनाची शांती आणि आपल्या आजू बाजूचे जे नाते गोते असतात, त्यात पण खूप म्हणजे गोष्टी भंग होऊ शकतात. हे तर म्हणजे नक्कीच मला असं वाटते, की आपल्याला हे कारणीभूत ठरू शकते आणि आपल्याला लक्ष द्यावं लागते ह्यावर.
गरजेच आहे. बरोबर. हं, हं. अगदी बरोबर बोललात आणि खूप छान माहिती दिली तुम्ही. म्हणजे, इतरांशी तुलना करण्याआधी, स्वतः आपलं म्हणतात ना ते सेल्फ टॉकिंग वगैरे, स्वतःवर नियंत्रण किंवा कुठेतरी ती जळावूवृत्ती बळावते. तर तिचाही कुठेतरी एक आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जर केला, तर नक्कीच आपण नाही का? इतरांची, म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करण्यामध्ये कुठेतरी एक कामयाब ठरू. खूप-खूप धन्यवाद तुमचे. खूप छान वाटलं मला तुमच्याशी चर्चा करून या विषयावर, खूप छान अशी उपयुक्त परिहार्य माहिती दिली तुम्ही, त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार.
हो, हो. बरोबर आहे. हो. हो. मी पण तुमची खूप-खूप आभारी आहे. मला पण खूप छान वाटलं तुमच्याकडे मन मोकळं करून आणि तुम्हाला सगळे उत्तरं देऊन तुमच्या प्रश्नाचे.